अ, फास्ट तयारी करतांना जास्तीचे माझे अ, हे नाही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठे चाललो आहेत. जर येऊन फक्त बाजारातच जायचं असेल, तर माझा एक कॉमन ठरलेला ड्रेस आहे. तो घातला की सगळ्यांनाच माहीत पडतं, की ही बाजारात चालली आहे. <laughs> तो मी बनवूनच असा ठेवलाय, की हा ड्रेस घालून मी फक्त बाजारातच जाणार. मी बाकी कुठे जाणार नाही आणि ॲक्चुअली म्हणजे तो बराच
हं. हं. हां. <laughs> अरे बाप रे! हां. हां. अरे वाह! असा काय पॅटर्न आहे काय सांगू शकाल?
नाही, नाही साधा पंजाबी ड्रेसच आहे तो. कुर्ता आणि पैजामा आहे. ग्रे कलरचा कुर्ता आहे आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणारा म्हणजे त्याच्यावरची डिझाइन वगैरे आहे त्याला कॉम्प्लिमेंट करणारा रेड कलरचा पैजामा आहे. पण आता एवढ्या वेळा तो बाजारात जाताना घातला गेलाय ना माझ्याकडनं, की आता तो ठरलेला आहे. हा ड्रेस म्हणजे ही बाजारात चालली. मग काही वेळेला अगदी खाली उतरताना जरी पटकन घातला तो, तर मला विचारलं जातं, "पिशवी नाही घेतली, बाजारात जातेस ना?" <laughs> असं म्हणजे इन्क्वायरी केली जाते असं.
अच्छा-अच्छा. हं, हं, हं. ओके. हं, हं, हं, हं. अच्छा. <laughs> हां. हां, हां. <laughs> अच्छा. हं. ओके. आणि मग फिरायला जाताना?
हां, फिरायला जाताना व्हरायटीज भरपूर असतात. ऑप्शनला ज्या जे कपडे आपण म्हणतो ना असे दिल मे छुपे अरमान, की जे ऑफिसला घालू शकत नाहीत ते खूप हौसेने लाडाने विकत घेतलेले असतात. पण ऑफिसला काही एटिकेट सांभाळायचे असल्यामुळे नाही घालता येत. त्यांची आवर्जून हौस तिथे भागवली जाते. ते म्हणजे असे कार्यक्रम किंवा बाहेर जाण्याचे किंवा डिपेंड्स आणि ते पण तुम्ही फॅमिलीबरोबर जाताय का फक्त दोघेच जातोय. अशा प्रकारे पण एक अ, ठरलं जातं.
<chuckles> हो, हो. बरोबर. हो ना. हम्म. हो. <chuckles> हं. हां.